आजकाल काय झाले आहे ना, इतकं बिझी शेड्यूल झालं आहे. ऑफिसमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये म्हणा, इकडे जा तिथंही बिझी, तिकडे जा तिथंही बिझी. तर असं तुम्ही सुरुवातीला काय करता ओ? जेणेकरून तुम्ही स्वतःला प्रे प्रेरित ठेवता. अशी तुम्हाला कोणती प्रेरणा मिळतेय का?
हो, ना. म्हणजे माझं काम ना, लेखनाचं आहे. मी एक रायटर आहे. तर माझ्यासाठी मला स्वतःला प्रेरित ठेवायला. हे, म्हणजे गरजेचंच आहे. म्हणजे आवड काय हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, नाहीतर माझं काम नाही होणार. तर, त्यासाठी मी काही ना काही करत राहते, सतत. म्हणजे, मी रील्स वगैरे पाहते. ज्या टॉपिकवर मला लिहायचं असतं ना, त्याबद्दल मी रील्स बघते, YouTubeचे व्हिडिओज बघते किंवा स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी, मी कधी-कधी बाहेर जाऊन म्हणजे जे मला आवडतं ना ते मी कामं करते. मग त्याने काय होतं, की माझं माइंड फ्रेश होतं, मी रिलॅक्स होते. आणि मग छान असे मला आयडियाज येतात.
अच्छा. <laughs> हो. बरोबर आहे. मग? अच्छा. हो. खरंच किती छान ना. तुम्हाला मग बघा ना, जेव्हा आता आपल्याला स्वतःला प्रेरित ठेवायचं आहे आणि तुमचं तर तेच आहे. लेखन म्हणजे तर बापरे! प्रेरित ठेवावंच लागतं आपल्याला, तर अशी कोणाला अ, तुम्हाला अशी कधी प्रेरणा भेटली आहे का? आणि जर भेटली आहे ना, तर ती कधी आणि कशी मिळते सांगाल का मला?
म्हणजे मला तर प्रेरणा ना, कुठे ना कुठे असं काही-काहीदा तर विचित्र जागेत पण पेटतात पण, खूपदा असं होतं ना की येता-जाता माझं लक्ष खूप बारीक असतं, सगळ्या गोष्टींवर. की जर का मी बाहेर गेली. आता जसं का, अ, त्या दिवशी मी ऑफिसवरून घरी परत येत होते आणि मी ट्रेनने येत होते, तर ट्रेनमध्ये कसं किती गजबज गजबज असते, गर्दी असते, किती भरपूर लोकं असतात आणि प्रत्येकजण आपापला काही ना काही वस्तू करत असतो, काय एक्टिविटी चालूच असते त्यांची सतत.
<giggles> बरोबर आहे. हां, हां. बरोबर आहे.
तर मग ना, असंच मी बघत होते, ऑब्झर्व्ह करत होते, की कोण काय करतंय आणि मी शांत असं बघून फक्त बघत होते सगळ्यांना. तर त्यातल्या दोन बायका ना मस्त गॉसिप चालू होतं त्यांचं, की माझी सासू ना, अशी करते आणि तुझी सासू बघ किती चांगली. मग ती दुसरी म्हणते, "नाही ना, माझी पण तशीच आहे, बघ तुझ्यात नाही तर एवढंच केलं, हिने बघ काय-काय केलं"? तर मस्त मजा येत होती हां. मला काय मजा येत होती, मग मधेच ना तिथून मग एखाद्या स्टेशनवर अ ट्रेन थांबली. मग ट्रेनमध्ये एक छान अशी लहान मुलगी चढली आणि तिने फुलं विकत होती ती. आणि तिने केसात मस्त असे कलरफुल फुलं लावली होती आणि छानसा ड्रेस घातला होता रंगी-बेरंगी, तर तिला बघून पण मला खूप मजा वाटली. आणि माझ्या डोक्यात काम चालू होतं, की मला नवीन प्रोजेक्ट भेटलं होतं, की तुम्ही एखादी अशी गोष्ट लिहा ज्याच्यात अ म्हणजे वेग-वेगळे पात्र असतील.
अरे <giggles> सासू पुराण अरे बाप रे! हो, हो. बरोबर आहे. अच्छा. बरोबर आहे. हो, हो. मग लेखनाचं काम आहे तर नक्कीच करावं लागतं ना ते? मग काय केलं तुम्ही?
तर मग हो ना. तर मग मला आयडियाज भेटले की ह्या 2 ही बायका ज्या गॉसिप करतात आहेत ते 2 पात्र मी निवडले आणि मग ही लहान मुलगी इतकी छोट्या वयात पण इतक्या गर्दीच्या गाडीत एकटी फुलं विकती आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांना एकटं बिल्डिंगला खाली खेळायला पण नाही पाठवत. आपल्याला भीती वाटते, की एकटं मूल कुठे हरवलं तर? आणि ह्या इथे ट्रेनमध्ये बघा इतक्या लहान-लहान मुली, लहान-लहान मुलं जे असतात, ते असं काही ना काही विकत असतात. त्यांच्या आई-बाबांना काही पडलीच नसते, घाबरत नाही ते कोणाला.
<laughs> अरे बापरे! <chuckles> नाही. बरोबर आहे. <chuckles> हो, खरंच तर राहतात.
तर असं करून ना, जेव्हा-जेव्हा मी बाहेर जाते आणि माझ्या आसपासचं व अ, जे परिसर असतं, तिथे मी लक्ष देते, तर मला कोण ना कोण पात्र असं नवीन कॅरेक्टर भेटतं माझ्या गो गोष्टींसाठी. तर अशा प्रकारे मला कुठे ना कुठे प्रेरणा मिळते बाहेर.
अरे वाह! बघा ना, किती छान! म्हणजे फक्त बघायला तसं नजरिया म्हणजे मला तरी वाटतं का नजर लागते, ते ब प्रेरणा पण घ्यायला कधी-कधी, नाही का? सगळ्यांकडे ही अशी नजर नसते. किती छान बोलला ना तुम्ही. आणि बघा ना, जेव्हा आपलं ते मोटिवेशन कमी होतं, जेव्हा तुम्ही काम करतात तेव्हा काही न कारणास्तव असं मोटिवेशन तुमचं कमी झालं किंवा बर्न आउट झालं, नाही का, तेव्हा मग तुम्ही काय करता?
हो ना. हो, कधी-कधी होतं तसं म्हणजे इतकं सिव्हिअर बर्नआउट होतं ना, की मला सुचतच नाही की आता मी काय करू? आणि मी खूप वैतागते. कारण लेखनाच्या कामात मात्र कधी-कधी तासन् तास बसायला लागतं. आणि कधी-कधी तर मस्त आयडियाज असे फटाफट येतात. पण कधी-कधी ना काही सुचतच नाही म्हणजे इतकं भारी मेंटल ब्लॉक होतो ना, की एक शब्द लिहिणं पण कठीण जातं. मग अशा वेळेस मग मी ना विचार करते की आता बस्स झालं. आता माझ्याने नाही होत आहे. तर आता मला ब्रेक हवा. तर मग मी ते बंद करते सगळं काम, आणि जाते मस्त किचनमध्ये आणि मस्त माझ्या आवडीचा आल्याचा चहा बनवते आणि तो घेऊन मी माझ्या बाल्कनीत बसते. आणि माझी बाल्कनी म्हणजे ना, तिथून इतका सुंदर बीचचा व्ह्यु आहे ना, की अख्खा समुद्र दिसतो आणि आभाळ अख्खा रंगांनी भरलेलं दिसतो संध्याकाळच्या. तर तिथे बसून मी सूर्यास्त बघते आणि मस्त चहा घेत-घेत आनंद घेते की काय मस्त समुद्र आहे आणि काय आकाश आहे. आणि इतकं सुंदर दृश्य बघून ना, मला छान असा ब्रेकचा आनंद घेत, घेत मी हो मस्त रिलॅक्स होते.
<chuckles> अरे बाप रे! बरोबर. <chuckles> <chuckles> बरोबर आहे. अरे वाह! अरे! खरंच ना. किती छान वातावरण आहे. हं, हं. <chuckles> किती छान हो बघा ना, म्हणजे तुम्हाला अशी तिथं मला तरी वाटतं का काहीतरी प्रेरित्त प्रेरणा तर तिथं भेटतचच असेल, नाही का, बाल्कनीमध्ये बसून तुम्हाला. तर मला असं सांगा एखादी अशी सोपी ट्रिक आहे का का जी लगेच काम करते? का आता बर्नआउट झाले, नाही का, तुम्हाला असं वाटतेय. तर एखादी छोटीशी ट्रिक का लगेच आता बर्नआउट झाले, आता ती ट्रिक आता मी वापरली आहे आणि आता माझं अजून मेंदू चालायला लागले. असं कधी झालंय का?
हो ना. हं. हो ना, खूप वेळा होतं आणि जसं मी म्हटलं ना, की सगळ्यात प्रथम मी असं झालं ना, की ब्रेक घेते, चहा घेऊन बाल्कनीमध्ये बसते, म्हणजे माझा अ, डोकं ना एकदम खाली करून टाकते, कशाचाच विचार नाही करत आणि माझं लक्ष फक्त माझ्या समोर काय दृश्य आहे त्याच्यावर असतं की, आहा! म्हणजे समुद्राच्या लाटा वाहत आहेत, मस्त थंडगार हवा वाहतोय, सूर्यास्त होत आहे, त्या सूर्यास्तामुळे आभाळात अशी मस्त इंद्रधनुसारखे रंग आहे, मग कोणता वास येतोय मला? समुद्राच्या खारट मिठाच्या पाण्याचा वास येतो नाही का? तर तो येतो आणि मग त्यानंतर ना जेव्हा मी माझं लिहाय लेखन करायला परत बसते, तर तेव्हाही असं अचानक काही विचार येत नाही, तेव्हा पण तो ब्लॉक थोडासा असतोच. तर मग रिलॅक्स तर झालं आता डोकं, मग कसं आणायचं स्वतःचे विचार? तर मग मी डोळे बंद करते आणि सगळ्यात पहिली जी मला 5 शब्द सुचतात ना ती मी लिहिते आणि मग त्या 5 शब्दांवरती मी काहीतरी गोष्ट लिहायला सुरुवात करते.
बरोबर. हो, हो. येतं ना. बरोबर आहे. म्हणजे ही 1 तुमची सोपी ट्रिक झाली नाही का? जेणेकरून तुम्हाला ते सुचतं. वा! वा! वा! किती छान! आणि मग बघा ना, असं दीर्घकालीन असतं-उद्दिष्टं आपल्याला जर जपायची असतील, तर तुम्ही असे कोणते छोटे-छोटे टप्पे योजता का जेणेकरून तुमचं काम होईल? म्हणजे बघा ना, काही पद्धती, काही रुटीन किंवा काही साधने असं काहीतरी वापर करता का या सगळ्यांचा तुम्ही?
हो. हो, म्हणजे मी 1 ना हॅबिट ट्रॅकर ॲप अ, चा वापर करते. आणि काय आहे ना, की 1 अ, मी नियम बनवलाय, की काम करायचं असेल ना, तर आपल्याला आपलं शरीर हे एकदम स्वस्थ ठेवायचं असतं. आपलं फिटनेस रूटीन जर चांगलं असलं ना आणि शरीर एकदम फिट आणि मस्त स्स असं ताकद असली ना आपल्यात, तर आपण कोणतंही काम एकदम आरामात करू शकतो. ते आपल्याला कठीण नाही वाटत मग आणि असं नाही वाटत, की आपल्याला खूप थकवा येतोय किंवा मानसिक तणावही कमी होतात. त्यासाठी मग मी सकाळ संध्याकाळ 10-15 मिनिटं का होईना, थोडासा वॉक करून येते आणि जर जास्त वेळ असला माझ्याकडे की अर्धा 1 तास माझ्याकडे आहे. आता तर मग तिथेच वॉकला जाते. तिथे आमच्या घराकडे 1 पार्क आहे. तर तिथे ना व्यायाम करण्यासाठी वेगवेगळे असे मशीन्स लावलेले. तर तिथे थोडाफार व्यायाम करून मग मी घरी येते. मग थोडंसं अंघोळ करून, प्राणायाम करून मस्त काम असं भराभर होतं.
बरोबर. हं, हं. <chuckles> किती छान, म्हणजे तुमची ही साधी, सोपी, सरळ पद्धतपण झाली आणि तुमचं नेहमीचं रूटीनपण झालं नाही का.
हो ना.
वाह, वाह, वाह! किती छान बोलल्या. मग ह्याच्यामध्ये बघा ना कुटुंब असू द्या किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी वगैरे असू द्या किंवा एखाद्या कामातल्या टीमचा भाग म्हणून असं तुम्ही काय काउंटेबिलिटी करता, का जेणेकरून तुम्हाला हे लगेच असं किक भेटते, लगेच तुम्हाला ती प्रेरित करतं, असं काहीतरी झालंय का?
हो ना, म्हणजे जर आपण का कोणाचं काम घेतलं, आता आपलं स्वतःचंच असं घराचं काही काम असलं तर त्यात कसं आपल्याला कोण जाब विचारणारा नसतो ना, की हे तू का नाही केलं? पण जर ऑफिसचं काम असलं तर बॉस विचारणार की "तुम्ही केलं की नाय?" जर का आपणच बॉस असलो तर आपण आपल्या टीमला विचारणार ना, की "काल हे मी सांगितलं होतं तर या प्रोजेक्टचा आज काय प्रोग्रेस झालंय ते मला सांगा." तर मग तसंच मग मी पण करते, की जे प्रोजेक्ट असतं, ते मी आणि माझ्या टीम रोजचं अपडेट्स एकमेकांना WhatsAppवर पाठवतो आणि जर का कोणाचं काम नाही झालंय तर त्याला आम्ही सांगतो, की "थोडासा ब्रेक घ्या, बाहेर जा, वॉक करा." आणि जे मी करते ना तेच मी त्यांना सुचवते आणि मग मी सांगते, की "हे-हे वस्तू केल्या ना की तुम्हाला पण आयडियाज येतील आणि तुमचं काम पण भरा-भर होईल."
बरोबरंय. बरोबर. बरोबर. अरे वाह! बघा ना, किती छान! म्हणजे तुम्ही ज्या आयडियात तुम्ही स्वतः वापरता ते दुसऱ्यांनाही देतात. जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. किती छान ना, आता असं सांगा का जर आपले कुटुंबीय नाही का. जे आपले कुटुंब वगैरे राहतात किंवा समाज आहे. तर त्यांच्या अपेक्षा अशा प्रेरणेला तुमच्या असं प्र प्रभावित करतात का? आणि प्रभावित करत असतील तर कशा करतात त्या?
हो. हो ना. हो ना, म्हणजे माझी ही जी मी तुम्हाला सांगितली ना एक सवय आहे की, मी सगळ्यांना एकदम बारीक दृष्टीनं बघते, की काय चाललंय? काय घातलं? कशाला इथे गेले? कशाला तिथे? म्हणजे नसत्या चौकशा माझ्या डोक्यात चालतच असतात. आणि ते का चालतात? ह्याच्यासाठी नाही की मला उगाचच ते हवे, कारण त्याने मला माझे आयडियाज मिळतात; माझ्या लेखनासाठी. तर मग मी जेव्हा माझे मिस्टर किंवा माझी मुलं येतात ना संध्याकाळी ट्युशनवरून आणि आम्ही जेवायला बसतो, तर जेवताना मी प्रत्येकाला विचारते की, आज काय झालं? आजचा दिवस कसा होता? मला सांग ना, काय काय झालं? मग ते सांगतात, माहिती आहे का त्याने असं केलं, ती मला अशी बोलली, आमच्या ऑफिसमध्ये असं झालं. मग त्याने मला खूप सारे आयडियाज मिळतात. मग जे मी माझ्या लेखनात वापरते, वेगवेगळ्या पात्रांची कहाणी बनवायला.
बरोबर आहे. म्हणजे बघा, तुमचं पण काम होऊन जातं त्याच्यामध्ये आणि घरची सगळी माहिती पण कोणी काय केलं ते पण तुम्हाला कळून जातं. किती छान बोलल्या ओ तुम्ही! म्हणजे स्वतःला पि प्रेरित ठेवायला, तुम्ही काय-काय तुम्हाला मदत करतं, खूप छान अशी तुम्ही माहिती दिली. खरंच ही मी पण स्वतः अमलात आणील आणि तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान आनंद पण आला. तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचंही खूप धन्यवाद.